हां, हां, हां, हां आणि कसं आहे ना, की अ, कधी-कधी मुलींसोबत भांडे-कुंडे पण खेळायचा घर-घर. <chuckles> ते पण एक असायची लहानपणीची गोष्ट. मी तुझा नवरा बनतो, तू माझी बायको बन.
<laughs> म्हणजे थोडक्यात तसं म्हणता येईल की सगळे म्हणजे हां, म्हणजे सगळ्या खेळांचं तसं म्हटलं तर टाईम वगैरे व्यवस्थित ठेवलाय. म्हणजे पावसाचं फुटबॉल, कबड्डी, दुपारच्या वेळात कधी उन्हाळ्यात पोहायला, रात्रीचं बाबा शांतता असते, काही दिसत नाही त्यावेळेस गाण्यांच्या भेंडया असतील.
हां, हां. हो. हो आणि अ, दोरीच्या उड्या पण लय खेळायचो आम्ही.
खरं आहे. होय. म्हणजे तसं म्हणजे थोडक्यात खेळताना मुलं-मुली असं काही भेदभाव भानगडच नाही.
अ, नाही-नाही खेळताना ब काय तिकडं एवढं भेदभाव नसतंय नाही का? आणि अ, गावाकडं आम्ही कसं असं निष्पाप असतोय खेळणारे, नाही का? पाप नसतंय मनामध्ये आणि <chuckles> पकडा-पकडी पण लय खेळायचो आम्ही लहानपणी.
हां, बरोबर गावाकडे म्हणता येईल. <chuckles> खरं आहे की. होय.
हां, ते एक विषय होता आणि तुम्हाला म्हटलंच घर-घर खेळायचो. कधी-कधी अ, शेळ्या-मेंढे हाकायला जायचो, ते पण खेळत बसायचो. ती पण एक गंमत असायची. <chuckles> मित्र-मित्र. हां.
<chuckles> अ, बरोबर आहे की. ते पण तसं म्हणतच आहे. हं, खरं अशी एखादी गंभीर घटना नाही का झाली, की खेळताना बाबा अचानकच बाबा सगळं मजेशीर चाललंय आणि एखादी गंभीर घटना घडली असेल की जिचं म्हणजे गांभीर्य जास्त आहे असं का कोणी पडलं, लागलं? हां, हां.
अ, हां, झालं ना असं. आम्ही एकदा खेळत होतो आणि अ, पाऊसाचा टाईम होता थोडा नाही का? आणि खेळता-खेळता आमचं लक्ष गेलं नाही. पण एक बिबट्या येवून आहे ना आम्हाला तिथेच बघत बसून बघत होता.
हां.

हां, हां, हां, कोणाचाच लाड नाही आणि अ, म्हणतात ना एकदम मजा, एकदम अशी मजा यायची ना त्यामागे आणि काय करायचं माहितीये का अ, दुसरं बघा गावातून कधी अशी बस किंवा काही जात असती. हां, त्या बसच्या मागे पळत पळत आम्ही लटकायचो, ते पण खेळायचो. <chuckles> जायचो मागं. <chuckles> नव्हते ना आमच्याकडं.
<laughs> खरं आहे, खरं आहे. हां. हां, बरोबर. <chuckles> होय. खरं आहे, खरं आहे. मग.
हां, आणि एवढं म्हणजे मजा यायचं ना आणि अ, दिवसभर आम्ही घरात यायचोच नाही. पाणी प्यायलासुद्धा यायचं नाही.
<chuckles> मग काय म्हणजे रंगपंचमीला. <chuckles> रंग रंगपंचमीला असं कोणीतरी असेल की बाबा ते घरातनं बाहेर निघायचं नाही बाबा, की जी बाबा त्वचेची काळजी घेतोय म्हणून कलर लावायचा नाही वगैरे. <chuckles> अय, असले एखादे तर आत आत्तापर्यंत कधी सापडला नाही का असं कोण?
दुसऱ्याच्या घरचं पाणी प्यायचो तांब्या घेऊन, अ, घरी गेलो की आई थांबून घ्यायची. हां, गावाकडे नसते तसलं कोण. ते शहराकडे असते नाही बेणके तसले. गावाकडं सगळे बिंदास. नाही, नाही, नाही. तसलं कोण नव्हतं नाही का अ, की माझी त्वचा वगैरे, पोरी असतात बघा तसे माझे अरे, माझी लाली-बिली, पावडर-बिउडर खराब होईल वगैरे नाही का. अ
हां. बरोबर आहे की. मग त्यांची कधी गंमत नाही होय केली की जबरदस्ती तरी पण लावलंय, रडायला सुरुवात झाली असलं काय? <chuckles>
हां, हां, हां. अहो लई-लई अहो विषय आहे का आणि आम्ही तर काय करायचो माहिती आहे का, फुग्यामध्ये आहे ना असं पाणी कसं भरतात आणि फुग्यामध्ये कलरवालं पाणी भरायचो आणि ते टाकलं ना तोंडावर, अख्खं असं निघायचं नाही 10-10 20-20 दिवस लोकांचा कलर. <chuckles> ग्रीस-बीस सगळं टाकायचं त्यामध्ये आम्ही. <chuckles> हां, ग्रीन, सिल्वर कलर वगैरे सगळं मिक्स करून असा गोटा बनवायचो ना, निघायचाच नाही आमच्या हातावरनं आणि समोरच्याच्या गालावरनं. <chuckles>
हां. हं. <chuckles> खरं आहे, खरं आहे. <chuckles> अरे बापरे! ग्रीस पण. <chuckles> <laughs> <laughs> नाही, नाही, खरं आहे, खरं आहे. म्हणजे नाही, खरंच तुमच्याबरोबर गावात जे काही तुमच्या खेळासंबंधित आठवणी ऐकून म्हणजे खरंच ऐकून म्हणजे फारच छान वाटलं म्हणता येईल. अं, मजा पण आली ऐकून खरंच. तर अशाच पद्धतीने पुन्हा पुन्हा नक्की भेटूयात.
हं. हो, हो, नक्कीच. <chuckles> हो, हो, हो, हो. धन्यवाद, धन्यवाद. हो, नक्की भेटूया आणि पुन्हा बोलूया. धन्यवाद.

रस्त्याच्या ह्या साईडला 10 एक घर आणि त्या साईडला 10 एक घर बस आणि संपला गाव आणि बाकी लांब-लांब शेतं सगळ्यांच्या नाही का आतमध्ये खाली जंगलाच्या साईडला. हम्म.
हं, मग काय. हां, बरोबर. पण आता खेळताना तुमच्या ह्याच्यात म्हणजे असं मुलं-मुली वेगळे खेळायच्या किंवा एकत्र खेळायच्या किंवा लिंगानुसार काही तुमचं हे असायचं का, भेदभाव? <laughs> होय.
नाही-नाही. लिंग-बिंग काय असते ते एकदम संगत खेळायचो. त्यांना पण धुवायचो आम्ही, आम्हाला त्या धुवायच्या. एकदम संगत काही असत नाही. लपाछपी असो, काही असो, भेदभाव नव्हता आमच्यात. नाही-नाही, भेदभाव नव्हता. गावाकडं कुठं आलं लिंग-बिंग असलं काय, संगत असतात, खेळतात सगळं नाही का आणि असं भेदभाव नसतं गावाकडं. पोरी पण तेवढ्याच बरोबरीच्या असतात आणि पोरं पण तेवढ्याच बरोबरीचे असतात. हां, मोठे झाल्यानंतर मग खेळायला पाठवत नाही पोरींना. <chuckles> लहानपणी नसते काय.
<laughs> लिंग समानता पूर्ण झाली पाहिजे. <chuckles> खरं आहे, खरं आहे. अं, मग काय. हो. <chuckles> बरोबर आहे की लहानपणी नसतंय काय. तरी
हां, मोठ हां, गावातल्या पोरींना असंही कोणी अडवत नाही. ते अ, रा ऐकत नाही कुणाचं नाही का, मोकाट असतात त्या एकदम. अ, हां.
<chuckles> खरंय-खरंय. अ, मग काहीतरी आता हे कसं आहे, आता की कबड्डी असेल किंवा फुटबॉल असेल, हे खेळ काही-काही असे आहेत की म्हणजे त्यात पाऊस वगैरे पडला की चिखल होतं सगळा पूर्ण आणि त्या चिखलात खेळायला बऱ्याच जणांना आवडतं. मग तसा तुमचा काय अनुभव की बाबा, कबड्डीत पाऊस पडतोय, चिखल झाला आहे आणि त्यात कबड्डी चालली किंवा फुटबॉल पण त्यातच चाललाय नुसतं असं काही?
हो, हो, हो. हां, तसं होतं ना. आता आमच्याकडे फुटबॉलसाठी बॉल नव्हता. हां, फुट फुट तो होता आमच्याकडं. मग फुट फुट पाय <chuckles> बॉल नव्हता. तर बॉलच्या जागी आम्ही बाटली-बिटली असायचे ना पाण्याच्या, त्याने खेळायचो. <chuckles> अ, आणि मजा यायची आम्हाला.
हां. हां, हां. मग? काय होतं? हां, हां. आलं लक्षात. ओके. हां. <chuckles> मग ती सगळ्या अंगावर मग अंगावर चिखल वगैरे असं काय?
अरे, बस का पूर्ण तुम्ही असं म्हणाल ना, ते डुकरं आमच्यापेक्षा स्वच्छ असतील. असं आम्ही घाण होऊन जायचो घरामध्ये नाही का, बाहेरच नदीवर आंघोळ करायचो, मग घरी जायचो. तसं जायचो, नाही तर आई धपाटा मारल नाही का असं.
हां. <laughs> मग काय? मग काय आणि कबड्डीला वगैरे तसं काय?